अ, हो, हो. म्हणजे आता जसं अ, आता मी माझं जर सांगायचं म्हटलं तर सुरुवात जर केली तर WhatsAppचं जे आहे तर बघा त्याच्यामध्ये अ, आपलं कुटुंब असतं, नातेवाईक असतात, मित्र परिवार असतो आणि अ, हे सगळेच्या सगळे जोडलेले असतात. मग कसं आहे त्याच्यात ग्रुपही असतात. तर अ, कसं आहे की तुम मग आता ते कोण बघतं, काय बघतं, मग त्याच्यावर कोणाचे काय कमेंट्स असतात किंवा असं असतं ना, की <chuckles> म्हणजे घरच्यांचं असतं "हा फोटो नको लावू यांनी पाहिलं तर ते काय म्हणतील, मग त्या ह्यांनी म्हणजे <chuckles> नातेवाईकांनी पाहिलं, तर काय होईल?" असं. तर मग अशा गोष्टी असतात. पण एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही अ, प्रायव्हसी आणि सिक्युरिटी मध्ये जाऊन ते चेंज करू शकतात. बघा तिथे एक ऑप्शन असतं, की अ, कोण अ, कोण कोण कोणा कोणाला हा दिसेल? म्हणजे माझ्या लिस्ट मधल्या सगळ्यांनाच दिसेल, का फक्त एवढ्याच लोकांना दिसेल अशी पण सेटिंग असते. तर मला जर असं कोणी काही बोललं ना घरात, तर मग मी काय करते त्या लोकांना हाईड करते, की नकोच हे लोकं. बघूच नका तुम्ही <chuckles> हो, हो. डी-पी तुम्ही असा ठेवू शकतात, की अ, सेटिंग मध्ये जाऊन ते चेंज करू शकतात. मग काही-काही नातेवाईक जे असतात ते हे मी त्यांना हाईड करते मग म्हणजे मग त्यांना स्टेटस दाखवायचं की नाही, का फोटो पण दाखवायचा की नाही. आणि कोणाला दाखवायचा, म मग मी हे बदल ठेवते. हां, म्हणजे मग तुम्ही नियमच नका लावू, की ते काय म्हणतील आणि मग हे काय म्हणतील, माझं असं असतं मी दाखवतच नाही ना त्या लोकांना. जेवढ्यांना दाखवायचं आहे तेवढं मी हे करते आणि मग राहिलं Instagram आणि Facebook. त्या Facebookवर जास्त करून माझे मित्र-मैत्रिणी जास्त आहेत. आणि Instaला कसं आहे की अ, बरेच वेगवेगळे लोकं आहेत. म्हणजे जे ओळखत पण नाही पण कंटेंटसाठी जर ते फॉलो करतात, तर मग ते तसं आहे. मग काय होतं, मित्र-मैत्रिणींना दाखवायचंय तर मग जसं मला आवडेल ज्या पद्धतीचे आहे जास्तीत जास्त थोडे-फार असं एडिटिंग म्हणजे कलर मध्ये किंवा असं आजकाल आहे ना, त्याच्यामध्ये असं बरंच आपण काय-काय ॲड करू शकतो. इमोजिस असू द्या, काही अ, फ फुलांचं म्हणजे फुलांचं म्हणजे असे काही काही जे फ्रेम्स असतात सिलेक्ट करायच्या त्या मी करते.
हं. हो, बरोबर. हं. हो, म्हणतात कुटुंबाचे, हो. हं. हो का? हं, हं. अच्छा. म्हणजे ते पण करता येतं त्याच्यामध्ये? हं, हं. हां. बरोबर, बरोबर. हां म्हणजे ज्याला दाखवायचं त्यालाच दाखवतं. हो. हं, हं. बरोबर. हो का. हं, हं. हं. समजले म्हणजे हां, ते इमोजिस वगैरे लावायचे वगैरे, फ्रेम्स वगैरे. हो, हो.
हां, असं सगळं, सगळे फ्रेम्स वगैरे. आणि Instaचं कसं आहे थोडंसं अजून आहे की अ, ज्याच्यामध्ये अ, तुम्ही वेगवेगळे प म्हणजे हे बदलवू शकतात त्याचे क्लॅरिटी बदलते किंवा मग त्याला बॅकग्राऊंड तुम्ही म्युझिक पण लावू शकतात आणि असं अ, एडिटिंग मध्ये त्याच्या पण हो, हो.
हं, हं. अरे बापरे! हे सगळं होतं त्याच्यात?